अस म्हटलं जातं, की जेव्हा यश प्राप्त करायचं असतं, तर ते प्राप्त करण्याच्या आधी अपयशापासून आपल्याला तो अनुभव तो घ्यावा लागतो. पण असंही कधी-कधी घडतं, की अपयशामुळे सर्जनशीलता ही पण घडते. मग तुम्हाला काय वाटतं, की तुमच्या आयुष्यात असं कधी झाल आहे का? की अपयश जे आहे, ते सर्जनशीलतेत कसं बदल घडवलं तुमच्या आयुष्यात?
हो. हो. नक्कीच बघा. तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहेत. कारण अपयश हे माणसाला ना, नवीन पद्धतीनं निर्माण करतं. अ, आपण जे असतो ते आपल्यामध्ये कधी-कधी एखादी गुण असतं किंवा कला असते. अ, ते आपल्याला दिसत नाही. लक्षात येत नाही. पण जर अपयश आलं, तर कदाचित त्या गोष्टीला वाव भेटतो. बघा अं, माझ्या बाबतीतपण असंच झालं होतं. पण मला असं म्हणायचं आहे, की जेव्हा मला अपयश आलं ना, तेव्हाच माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, की असं का झालं? मला अपयश का आलं? मी कुठं चुकले? आणि मग ह्या गोष्टीचा जेव्हा विचार केला, त्याच्यानंतरच पुढं कोणतीही गोष्ट घडलीत. अ, साहजिकच आहे प्रश्न पडल्याशिवाय उत्तर मिळत नाही.
हं. बरोबर. हां. बरं. बरोबर. हं, अगदी बरोबर. मग ह्यात मला सांगा, की अपयशाचा जो अनुभव आहे ना, तो तुम्ही स्वतः कधी असा घेतला आहे का? त्याबद्दल थोडं सांगणार का?
हं. हो, हो, हो. नक्कीच, अ, बघा
काय झालेलं नेमकं आणि म्हणजे त्यावेळेस तुमच्या मनावर काय बीतली आणि नेमकं काय घडलं?
नक्कीच-नक्कीच. बघा, उम्म, जेव्हा आमच्या महाविद्यालयामध्ये ना, अ, वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट होते, सहभाग घेतला होता आणि एवढी छान तयारी केली होती माहीत आहे. अ, महाविद्यालयाच्या स्तरावरती, अ, माझं क्वालिफिकेशन झालं म्हणजे मी क्वालिफाईड झाले. त्याच्यानंतरचा स्तर आला तो तालुका लेवलचा. अ, तालुका लेव्हलवरती पण मी क्वालिफाय झाले. नंतर आला जिल्हा लेवलचा. अ, जिल्हा लेव्हलवरती पण मी क्वालिफाय झाले. पण जेव्हा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे आयोजन झालं आणि त्यावेळेस काय होतं ना, की अ, हे बघा कॉलेजमध्ये क्वालिफाय झालं तर तालुक्यात झालं तर जिल्ह्यात झालं. त्यामुळं काय झालं, की आपण म्हणजे जेवढ्या काही गोष्टी करत आलो आहे ना, अ, त्या अगदी बरोबर आहेत असंच मला वाटायचं. कारण मी ज्या गोष्टी घडवायला पाहिजे होत्या किंवा ज्या करायला पाहिजे होत्या त्याकडे मी निग्लेक्ट केलं. कारण का? कारण माझ्या 3 स्तरावरती सिलेक्शन झालेलं होतं आणि मग मी छोट्या-छोट्या गोष्टींकडे काय केलं, लक्षच दिलं नाहीत आणि याने काय झालं, की मला असा कॉन्फिडन्स होता, की आता एवढ्या 3 स्टेप पार करून आलोय तर 4थ्या स्टेप ला थोडं ना, जास्त काही एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. आहे त्यातच रिपिटेशन करायचं आहे आणि अ, बस एवढं जास्त काही नाही करायचं. पण जेव्हा मी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गेले आणि त्यानंतर मी तिथं बघितलं तर माझ्यापेक्षा हजारोच्या संख्येनं आणि खूप छान पद्धतीनं लोकांनी विषय मांडला आणि मला ज्या पद्धतीनं मांडायला पाहिजे होता तेवढी माझ्याकडे कॅपॅसिटी होती, पण मी ते केलं नाही कधी? योग्य वेळ असताना.
बरं. हं. बरोबर. बरोबर. अच्छा! हां. हं. बरोबर, हो. हं. अरे वाह! हं. हां. हां. तर मग हो, हो.
आणि मग मला हो. मग मला अ, त्यातनं डिस्क्वालिफाय व्हावं लागलं आणि मग तेव्हा जेव्हा मी ह्यातनं डिस्क्वालिफाय झाले, तेव्हा म्हणजे ते अपयश मला सहन न होण्यासारखं होतं. म्हणजे बघा, काय करायचं 3 लेव्हल पार केल्या होत्या, आता फक्त 1 च राहिली होती. आणि त्यात जर त्यात जर पास केलं असतं, तर बघा, सीएम वगैरे यांच्या हस्ते सत्कार-बित्कार, एवढा पैसा सगळे स्वप्न रंगले होते माझेवाले. अ, पण ते सगळे एका क्षणात धुळीला मिळालेत. अ, साहजिकच अपयश हे मला न डायजेस्ट होण्यासारखंच होतं. पण काय करणार आता सगळ्यांनी समजावलं की "ठीक आहे, यावर्षी स्पर्धा नाही गाजवली, तर पुढच्या वर्षी तरी गाजवता येईन." अ, मग ह्याच्यानंतर मला ह्या अपयशानं मला एवढं काही शिकवून दिलंय, की ती वक्तृत्व स्पर्धा आज अ, राज्यस्तरीय असू दे किंवा मग अ, नॅशनल लेव्हलची असू दे, माझ्याकडनं आता कुठलीही चूक होणार नाही, याची मी दहा वेळेस चेक करते, की "काय हे सगळं केलंय ना, हे केलंय ना, ते केलंय ना." ह्याच्यामुळं काय झालं, की माझ्यामध्ये असलेले अ, जे काही अवगुण होते, म्हणजे जे करायला नाही पाहिजेत, ते मी केलेत ना, त्यामुळे तिथं कुठेतरी बांध बांधला गेला.
हां. हं. अरे बाप रे! हम्म, बरं. बरं. हं. बरोबर. बरोबर. अच्छा! म्हणजे हे तर अ, तुम्ही तर खूपच एकदम छान प्रकारे आणि ठळक प्रकारे तुम्ही जे समजावलं आणि सांगितलं, की कसं म्हणजे तुम्हाला त्या बाबतीत तुम्हाला अपयश भेटलं आणि कसं तुमच्या मनावर आणि त्यावेळेस कसं तुम्हाला वाटलं. तर मग अ, तुम्हाला वाटतं का हो, की बघा ना कधी अपयशाने, सर्जनशील दृष्टिकोन बदलतो का? म्हणजे बघा, कधी असा नवीन प्रयोग अ, तुम्ही केला का त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला तो अपयश भेटला किंवा धोरण किंवा काही एका प्रकारची विचारसरणी अशी काही झालं का? काही ठोस अशी उदाहरण आहेत का?
हो, नक्कीच. बघा ज्यावेळी मी हे स्पर्धा नाही क्वालिफाय करू शकले, अ, त्यानंतर मी स्वतःला प्रश्न विचारून उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की हे पण सर्जनशीलतेचच उदाहरण आहेत, कारण जो पर्यं प्रश्न पडणं म्हणजेच सर्जनशीलता. प्रश्न पडला की तुमच्या मनामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह निर्माण होतं. मग ते काही असू शकतं. तुम्ही लिखाण करू शकता, तुम्ही अ, कुठलं तरी म्हणजे नाही का आयडियॉलॉजी फॉलो करू शकतात. किंवा कुठलं प्लॅनिंग करू शकतात. बघा प्लॅनिंगचं जर उदाहरण द्यायचं झालं ना, तर आपण असं म्हणू शकतो की ह्या वेळेस या स्पर्धेमध्ये माझ्याकडनं काय चुकलं, हे सगळं एका डायरीवरती लिहून ठेवलं आणि तेच व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग जर पुढच्या स्पर्धेमध्ये केलं, तर मला असं वाटतं ती क्रिएटिविटी तिथे जास्त महत्त्वाची ठरते.
हं. बरोबर. हो. हं. बरोबर. बरोबर. हम्म.
की तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. बघा प्लॅनिंगचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण, आपलं साधं दिवाळीचा सण आला तरी आपण किती प्लॅनिंग करतो ना त्याच्यामध्ये किंवा कुणाचं लग्न असेल तरी पण किती प्लॅनिंग करतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर अ, असंच वाटतं की प्लॅनिंग करणं, हा पण एक महत्वाची क्रिएटिव्हिटी आहे. कारण बऱ्याच लोकांना ते जमत नाहीत. आणि प्लॅनिंग काय करतो माहितीये का, योग्य वेळेला, योग्य ठिकाणी काय केलं पाहिजे? आणि काय नको करायला? ह्या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं, तर आउटपुट मात्र खूप छान निघतं.
हो ना. बरोबर. हां. अगदी बरोबर. हां. खूपच छान! मग ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून एखादी अशी गोष्ट तुम्हाला म्हणजे अपयशामुळे तुम्हाला शिकायला भेटली आणि तुमच्यामध्ये घडली का? प्लॅनिंगच्या व्यतिरिक्त अजून पण एखादी गोष्ट अशी काही झाली का?
नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मनातली भीतीच कमी झाली अपयशाबद्दलची. अ, कारण कसं सांगू, अं, काय होतं ना की आपल्याला एकदा का जर फक्त मान, मान, मान मिळत गेला किंवा स्तुती मिळत गेली तर माणसाला निंदा आणि अपमान सहन होत नाहीत. आणि ते सहन करणं खूप म्हणजे कॅपॅसिटीच्या बाहेर जातं. पण काय झालं ना, मला ह्या अपयशामुळं ना मला जमिनीवर राहायची सवय मिळाली. अ, कारण काय कुणी आता अपयश मिळालं म्हणजे निंदा तर करणारच की. अ, भले पुढे करो, या मागे करो पण निंदा होतीच. आणि मग त्यामुळे काय झालं, की मला लोकांची बोलणं अ, निंदा ऐकायची सवय झाली. फार काही माझ्यावर आता इफेक्ट होत नाही त्या गोष्टीचा. कारण का कारण त्याने मला ऐकण्याची पण संधी दिली. कारण मी नेहमी बोलते, मी स्पर्धा करते, वक्तृत्व करते, मी नेहमी बोलते. पण अ, समोरच्याचं कधी ऐकण्याची माझ्यामध्ये कॅपॅसिटी नव्हती ती निर्माण झाली, माझ्यामध्ये, की मी समोरच्याला ऐकून घेऊ शकते.
अरे वाह! बरोबर. हो. हो. बरोबर. हो. हां. अरे वाह! हं. अरे वाह! हां. अरे वाह! म्हणजे हे तर खूपच छान कला तुम्ही सांगितली. तर आता बघा ना, कधी-कधी अपयशानंतर कधी लाज ही अशी म्हणजे भावना येते. मग अशा वेळेस तुम्ही, बघा ना, म्हणजे अशा वेळेस तुम्ही जसं लोकांना जसं नवसर्जनशील होण्यापासून तुम्ही कसे तुम्ही रोखतात? आणि ह्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टीला, की उलट भीती अशी कशी पार करता जरा सांगणार का? सांस्कृतिक उलट भीती. हो.
हो. हो बघा, आपण समाज आहेत. आपण सामाजिक प्राणी आहोत. आपल्याला समाजाशिवाय आपलं अस्तित्व नाहीत. आपण ही कृती करतो ही पण समाजाच्या सोबत राहूनच. मला सांगा, मी वक्तृत्व स्पर्धा केली कारण ती समाजात होती. माणसं होती, विद्यार्थी होती समोर आणि काय असतं ना, की बघा स्पर्धा असेन किंवा आपलं दैनंदिन जीवन असेल, कोणतंही असू देत. त्यामध्ये स्पर्धा असतेच. तुम्ही सकाळी उठण्यापासून स्पर्धा आहे तुमची. त्यामुळे या स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला खाली ओढणारे किंवा खेचणारे असंख्य लोकं भेटणार.
हं, हं. बरोबर. बरोबर. हम्म. बरोबर. हो.
आणि अशा लोकांपासून दूर राहण्यापेक्षा मला असं वाटतं की अशा लोकांच्या सोबत राहिलेलं आपली प्रगती जास्त होते.
हां बरोबर.
आपण त्यांच्यापासून दूर पळू शकत नाहीत. कारण बघा अ, सगळ्या बाजूनं जर तुम्ही न, मी एक असं सांगते बघा सगळ्या बाजूनं उभं सगळे गोल करून उभे राहिलेत आणि तुम्ही मधे राहिलेत. कारण कसं असतं, की आपण एकटं असतो, अ, निंदा करणारी असंख्य लोकं असतात. मला सांगा आपण मधे आहोत. सगळ्या बाजूनं गोल करून तुमच्यासोबत उ समाज उभा आहे तुम्ही कुठं पळणार? मी समजा तुमच्या बाजूला पळाले तर कदाचित तुम्ही अडवणार मी अपोझिट साइडला पळाले तर दुसरं कोणीतरी अडवेल. मग स्वीकार करा ना, की आहे त्या ठिकाणी उभं राहून व्यवस्थित काय ते करण्याचा. पळायचं कशाला? पळाले तर तुम्हाला एकापेक्षा 10 लोकं आणखी जास्त खेचतील पाठीमागे.
हं. हो. बरोबर. हो. अगदी बरोबर. हं. अगदी बरोबर. हं. हो ना. हे तर म्हणजे खूपच सुंदर प्रकार आहे तुम्ही सांगितला. आता मला हे एक सांगा तुम्हाला जर का श्रोतांना काही सल्ला द्यायचा असेल, काही प्रॅक्टिकल स्टेप्स सांगायचे असतील, तर काय सांगणार त्यांना? अपयश झालं आहे. पण त्याच्यातून पण ते सर्जनशीलता कसं जसं आपण म्हणतो ना डेव्हलप करू शकतात काय वाटतं?
हं, हं. हो नक्कीच बघा. अं, ज्यावेळेस माणसाला अपयश येतं ना, त्यावेळेस आहे ना, जुने मार्ग ना आपल्याला अपुरे वाटतात. म्हणजे जसं मला वाटलं, की मी ज्या चुका करायला पाहिजे होत्या, त्या केल्या नाही पाहिजे होत्या. पण त्या माझ्याकडनं झाल्यात, का झाल्यात? मग नंतर मी त्याच्यासाठी काय केलं? की नवीन काही तर मला ॲडिशन करता येईन का? नवीन चांगले-चांगले कोर्स त्याच्यामध्ये ॲड करता येईन का? असा विचार केला. म्हणजे काय झालं? मी मार्ग वाढवलेत. तुम्ही मार्ग वाढवा. म्हणजे तुम्हाला एका मार्गावरती जर का जर अपयश आलं तर तुम्ही तिथं न थांबता मार्ग वाढवा. तुम्हाला समजा बोलण्यात अपयश आलं, तुम्ही लिखाणात पुढे जा, तुम्हाला लिखाणात अपयश आलं, तुम्ही संगीतात पुढे जा. पण असं नाही, की तुम्ही आहे त्या ठिकाणीच थांबा आणि दुसरं म्हणजे भीती वाटून घेऊ नका. कुठल्याच गोष्टीची भीती वाटून घेऊ नका. हे बघा, प्रत्येक मनुष्य हा आपल्या आईच्या पोटातून जन्माला आलेला आहे आणि तो इथं आल्यानंतरच सगळं काही शिकलेला आहे. त्यामुळं भीती वाटून घेऊ नका कोणत्या गोष्टीची. आणि हे सगळं जर करत असेल, तर आपल्याला आपली स्वतःची ओळख निर्माण होते. जनरली असं म्हणतात बघा, की उन्हात उभं राहिल्याशिवाय स्वतःची सावली तयार होत नाहीत. जर तुम्हाला स्वतःची सावली तयार करायची असेल तर तुम्हाला उ उन्हातच उभं राहावं लागणार आहे. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्षच देऊ नका. की कोण काय म्हणेल? माझ्यामध्ये काय कमी आहेत? कमी शोधा, पण ती सकारात्मक दृष्टीने. जर तुम्ही कमी नकारात्मक दृष्टीने स्वीकारली, तर मग तुम्ही आहे त्यापेक्षाही खाली येऊ शकतात. तुम्हाला समाजाला खाली घेण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःहूनच खाली येतात.
बरोबर. बरोबर. हां हं. अरे वाह! हं. बरोबर. हो. बरोबर. हां. खूपच छान. हं. बरं, बरं. अरे वाह! किती छान प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीला समजावलं. मला तुमच्याशी संवाद साधून खूपच छान वाटलं आज. परत नक्की भेटूया. तुम्हाला धन्यवाद.
ओके. मला देखील तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं हं. धन्यवाद.